आजकालच्या धावपळीच्या डिजिटल युगात जिथे अ, 10 मिनिटात आपल्याला अ, घरपोच वस्तू मिळतात. अ, हे स्वतःला प्रेरित ठेवणं किंवा पळत राहणं खूप अवघड झालंय. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी काय-काय करात करताय याबद्दल थोडं सांगाल का?
नक्कीच, हे बघा जसं तुम्ही सांगितलं, की आजकालचं जीवन हे खूप धावपळीचं झाले नाही का, तर यामध्ये कसं आहे आपण काय करतोय, कधी-कधी आपण भानच विसरून जातो. तोच तोच रुटीन करून. तर अ, कधी-कधी आपल्याला अशी फीलिंगही येते ना, की मधून रिकामं वाटायला लागतं किंवा निरुत्साह जे म्हणतो, तो यायला लागतो. तर अ, माझंच एक मी उदाहरण देईल, की माझं जेव्हा इंजिनिअरिंग वगैरे झालं, डिग्री नाही का. तर तेव्हा मी लगेच डिसाईड नाही केलं, की लगेच जॉब करायचा आहे, आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचंय. तर मी यू-पी-एस यू-पी-एस-सीकडे वळालो, सिव्हिल सर्व्हिस ज्या असतात. तर मी
हो. अगदी. बरं. काही कारण होतं यामागे?
हं, अ, कारण नक्कीच होतं यामागे, की अ, मला प्रायव्हेटची लाईफ जी होती, मी पाहिली होती. 6 महिने माझं हे झालं होतं ॲज अ इं इंजिनिअर म्हणून ट्रेनिंग झालं होतं. तर मला एक आयडिया आली होती ना, आपण कोणत्या जगात जाणार आहोत यानंतर कारण की माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन वगैरे डिझायनिंग ते त्या टाईपची फील्ड मला थोडं हे वाटू लागलं ना, अरे, यार हे खूपच हेक्टिक लाईफ दिसते. आणि मला असं मनामध्ये होतं ना, की काहीतरी समाजासाठी करायचं आहे आणि माझं बॅकग्राऊंड कसं आहे सांगायचं झालं, तर माझ्या फॅमिलीमध्ये सर्वच सरकारी नोकरीला आहे नाही का. तर मग त्यामुळे हां, कल माझा जो आहे इकडं होता, म्हणजे यू-पी-एस-सी वगैरे करायचं आणि असं मी ठरवलं होतं, की काही वर्ष आपण ट्राय करायचं यू-पी-एस-सी आणि जर नाही झालं, तर मग आपली आहेच ना डिग्री असं होतं. हं.
अच्छा. हं. हं. अच्छा. बरं. अर्थातच. पण असं होतं का, की जी डिग्री घेतली आहे त्यात आवड नव्हती, इंटरेस्ट नव्हता असं काही होतं?
हां, होतं असं, नक्कीच होतं, बरोबर तुम्ही हे केलंत. त तर यामध्ये काय होतं माहिती आहे का, जेव्हा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं ना, तेव्हा अ, म्हणजे सुरुवातीला 2 राउंड होते. 1ल्या राउंडमध्ये मला कॉम्प्युटर सायन्स भेटलं होतं. जे माझी आवड आहे ॲक्चुअल. हां, तर हां, तर अ, पण पॉ प्रॉब्लेम असा झाला होता, की तेव्हा म्हणजे 11वी-12वी चा मुलगा म्हणले, की लहानच समजायचे मला घरी आणि घरात मी सगळ्यात लहान होतो तेव्हा, तर ते काय म्हटले मला "अरे, खूपच दूरचं कॉलेज भेटले, पुण्याचं कॉलेज भेटले." आणि आम्ही इकडे राहायचो नांदेडला वगैरे त्या साईडला राहायचो आणि अ, एकदाच असं बाहेर पाठवणं त्यांना म्हणजे हे होत नव्हतं, मराठवाड्याच्याही बाहेर आणि म्हणजे काय म्हणतात, पचत नव्हतं घरच्यांना. मग 2ऱ्या राउंडमध्ये मी भरला, पण तेव्हा मला कॉम्प्युटर सायन्स नाही भेटलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटलं. तर मग तिथून मी ट्राय केलं. 1st इयरला कॉमन सब्जेक्ट असतात सगळ्यांना, 2nd इयरला ट्राय केलं मी ब्रँच स्विच करण्याचं आणि पण ते नाही पॉसिबल झालं. मग अ, जे भेटले तेच मी कंटिन्यू केलं आणि हा एक त्याच्यामागे कारण होतं की मी म्हणजे प्रायव्हेट लाईफ म्हणजे अव्हॉइड केली.
हं. अच्छा. अर्थातच. बरं. बरोबर. बरोबर. हं. खूपच म्हणजे अवघड अ, गेलं असेल तुम्हाला ते इंजिनिअरिंगची 4 वर्ष असं मला वाटतं. पण अ, हे जे तुम्ही म्हणालात की स्विच करायचा तुम्ही प्रयत्न केला इंजिनिअरिंगपासून थोडीशी वेगळी परीक्षा द्यायची होती इंजिनिअरिंग नंतर, मग त्यात तुम्हाला प्रेरित राहण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली?
हं. हं. हां. प्रेरित राहण्यासाठी खरं सांगायचं तर मला म्हणजे इंटरेस्टच येत नव्हता नाही का, सेकंड इअरपासून जेव्हा चालू झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट. म्हणजे आम्ही असं नाही की अभ्यासामध्ये हे नव्हतो, मी चांगला नव्हतो, मी चांगलाच होतो आणि फर्स्ट इअरमध्ये मी तर क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो, म्हणजे मी रिप्रेझेंट केलं होतं क्लासला आणि टॉपरच होतो मी फर्स्ट इअरमध्ये, नाही का, पण माझा एक मधून एक इच्छा जी असते ना कोडिंगची कारण की माझं 11वी-12वीला पण कॉम्प्युटर सायन्स होतं आणि त्यामुळे ते माझी इच्छाच मरून गेली ना, अरे यार मी करायचं म्हणून केली खरं सांगायचं तर आणि अशा काळामध्ये मला मोटिव्हेट ठेवण्यासाठी एवढंच होतं की कशीतरी आपण डिग्री काढू आणि अ, शेवटी मी साइड बाय साइड कोडिंग वगैरे पण शिकलो, नाही का? Java जे असते, C, C++, म्हणजे सर्व काही. म्हणजे Android ॲप्स कसे डेव्हलप करायचे, हे सर्व काही मी साइड बाय साइड पण शिकलो. असं नाही की जेव्हा डिमोटिव्हेशन यायचं ना, मग मी खोलून बसायचो पुस्तके वगैरे, नाही का, कोडिंगचे काय कन्सेप्ट आहे आणि जे माझे कलीग्स असायचे म्हणजे हॉस्टेलमध्ये राहायचो ना मी, तर त्यांच्या रूममध्ये जायचो, मी कॉम्प्युटर सायन्स ज्यांचं आहे, त्यांची पुस्तकं वाचत बसायचो, नाही का, म्हणजे माझं अ, काही घेणं-देणं पण नाहीये त्या ब्रांचसोबत, तरी पण मी अ, तिथं जाऊन म्हणजे असं अ, ती पुस्तके वगैरे वाचून मला असं वाटायचं की हां, आपण जरी हे नाही केलं, म्हणजे भेटली नाही डिग्री आपल्याला कॉम्प्युटर सायन्समध्ये, पण स्वतःहूनही आपण स्किल डेव्हलप करू शकतो, नाही का? तर अशाप्रकारे म्हणजे दुसऱ्यांसोबत बोलून कॉम्प्युटर सायन्सचे जे विद्यार्थी होते किंवा फ्रेंड्स म्हणेल मी हॉस्टेलमध्ये त्यान अ, ते एक मोटिव्हेशन मला यायला लागलं आणि मग स्वतःचंच अ, मी एक लॅपटॉप मी जेव्हा घेतला, तेव्हा आणखीनच मला चांगलं वाटलं कारण की हं, हं, हं.
अरे वाह! बरोबर. अरे वाह! अरे वाह! हो. अरे बापरे! करू शकतो. हां. प्रेरणा मिळाली. वाह, वाह! क किती छान! म्हणजे अं, विपरीत परिस्थिती असताना कौतुकास्पद गोष्ट आहे ही खरंच की तुम्ही एक गोष्ट करत असताना दुसरीही गोष्ट तेवढ्याच प्रेमाने केली. म्हणजे एक अंतर्गत प्रेरणा होती तुमच्या आत असं म्हणायला हरकत नाही. पण बाह्य प्रेरणा पण होती का कोणाकडे बघून तुम्हाला असं वाटलं की या व्यक्तीकडे मी बघून मलाही असं शिकायचंय, मलाही असं बनायचंय?
हां. ती तर नक्कीच होती. खरं सांगायचं झालं, तर आम्ही चौघे भाऊ आहोत. तर माझा जो मोठा भाऊ आहे ना, मी असं म्हणेल की त्याच्यामुळेच मला सर्वही, सवय जी आहे, म्हणजे इन्क्लिनेशन माझं जे होतं कॉम्प्युटर सायन्स वगैरे, कम्प्युटर, क लळा जो म्हणतो आपण, तो लागला होता मला आधीपासून. तर तेच मी माझं मोटिवेशन म्हणेन. कारण की तो इतका अ, मी म्हणेल टॅलेंटेड आहे. मल्टी टॅलेंटेड आणि त्याने म्हणजे अशी सरकारी नोकरी, तर म्हणजे क्लास ए अधिकारी पण आहे तो. आणि कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे, त्याला एकदम फास्ट यायचं आणि मी लहान असताना त्याला जेव्हा बघायचो ना, अ, मोठ्या भावाला, तर मला मस्त वाटायचं. हा आम्हाला, हे जो करतोय ना, हा हेच करायचंय मला. सगळं पाहून मला एकदम असं वाटायचं, अरे वाह! म्हणजे अ, ॲटलीस्ट एवढे यायला पाहिजे. त्याची टायपिंगची स्किल जर बघितले ना तुम्ही, मी तर हैराणच व्हायचो. इतका फास्ट टाइप करायचा तो एकदम. म्हणजे आणि फक्त इंग्लिशमध्येच नाही बरं का, मराठीचे कीबोर्ड असायच्या आधी. मराठीमध्ये पण तो एकदम फास्ट टाइप करायचा. हं, हं, एकदम अवघड असते. म्हणजे आपले रेग्युलर कीबोर्ड असत ना, तसं नसतं तर ते वेगळं असतं. पण आजकालचे कीबोर्ड काही इंग्लिशवरून पण मराठीत ट्रा टाइप होते ना, तसे निघालेत पण त्या काळात तसे नव्हते हां, तर
बरोबर. अरे वाह! हां. <chuckles> वाह! हो. ते तर अजूनच अवघड आहे नाही का? अगदी, अगदी. हो का. आजकाल सगळं सोपं झालंय. अगदी. मग तुमच्या भावात असे 1-2 गुण काय होते ते सांगाल का? जे तुम्हाला <chuckles> प्रेरणा देत होते?
अ, त्याच्यामध्ये, मी म्हणेल. हो, नक्कीच. त्याच्यामध्ये मी सांगेल, कारण की ते तो पण असं नाही की डायरेक्ट अ, म्हणजे मोठा अधिकारी झाला. त्यानं खूप स्ट्रगल केले नाही का. म्हणजे आमच्या घरामध्ये जे भाऊ होते 4. त्याच्यापैकी मोठा भाऊ म्हणून त्याने खूप सपोर्ट केला आहे फॅमिलीला. म्हणजे फायनान्शियली वगैरे, म्हणजे अ, मी अ, सांगेल की फक्त तो 19 वर्षाचा असतानाच घराच्या बाहेर पडला. म्हणजे अ, म्हणजे काय म्हणतात, गरज म्हणून बाहेर पडला त्याला जायचं नव्हतं. म्हणजे पोलिसमध्ये त्याला भरती केलं माझ्या वडिलांनी. कारण की वडील पण अधिकारीच होते पण त्यांची तब्येत वगैरे ठीक नव्हती राहतं त्या काळामध्ये. तर त्यांनी काय म्हटलं, अरे आणि वडील कसं असं ओव्हर थिंक करायचे. मला जर काही झालं तर कुटुंबाकडे कोण बघणार ना, तर असं त्यांना वाटायचं. मग अ, माझ्या भावाला त्यांनी जबरदस्ती हे केलं आणि अ, माझे वडील आताही सांगतात. आता तर तो मोठा अधिकारी झालायं माझा भाऊ, पण अ, माझे वडील आता म्हणजे अ, सांगताना म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये असं पाणी येतं. आपण म्हणतो नाही का माणसाला रडणं थोडं अवघड असतं. पण त्यांना वाटतं की अरे यार! आपण थोडं अ, म्हणजे फोर्स करून पाठवलं, त्यांचं असं गिल्ट फील होतं. पण ती गरज होती, त्या काळामध्ये म्हणून त्यांनी तसं केलं आणि भावानेही ते समजून घेतलं. आधी त्यांनी खूप नकार दिला नाही का आताही सांगतात, की माझी आई जेव्हा सांगते ना, जो प्रसंग तेव्हा पाठवण्याचा, आई तर खूपच रडत होती. ह्याच लेकराचं वयच काय आहे नाही का. खरं तर हं, हं. तर असं जी स्टोरी जेव्हा मी ऐकतो ना, मला वाटतं यार, आपण तर सगळं आयत भेटतंय आणि लहान म्हणलं की लाड असतं ना घरी जास्त. सगळं आयत भेटतंय, तर मग माझा मोठा भाऊ जो आहे, तीच म्हणजे खूप मोठी प्रेरणा आहे असं मी म्हणेल. म्हणजे त्याच्याकडे पाहून
हं. अरे वाह! हं. बरोबर, बरोबर. बरोबर. अगदी. गरज होती. <chuckles> साहजिक आहे. वाह, वाह! अ, हो. खरंच किती, किती कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे तुमचंच नाहीतर तुमच्या मोठ्या भावाचंही तितकंच कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं.
हं. सर्व काही माझं, मी जे शिकलोय ना. मी म्हणेल टेक्नॉलॉजीचं. कारण की तो खूप त्यालाही खूप टेक्नॉलॉजीचा नाद होता. त्याने पण असं केलं म्हणजे जबरदस्तीच तो पोलिसमध्ये भरती झाला. पण अ, शिपाई म्हणून झाला. एकदम कॉन्स्टेबल म्हणून. पण हळू-हळू त्याने लगेच अ, 6 महिन्यातच तो अ, एक्झाम वगैरे असते डिपार्टमेंटमध्ये इंटरनल. तो क्रॅक करून, तो लगेच 20सा व्या वर्षीच रँक त्याला चांगला आला अन क्लास बी अधिकारी झाला. मग आणखीन अ, 22-23सा व्या वर्षीच मग क्लास ए अधिकारी झाला. असं, असं त्याने रँक वाढत गेला. आणि साइड बाय साइड तो म्हणजे जसं मी करतोय ना हॉबीज जसं मी सांगितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असताना कॉम्प्युटर सायन्स मी करायला लागलो. तसंही ते म्हणजे टेक्नॉलॉजिकल त्याला खूप आवड होती. कोणतीही गॅजेट्स म्हणा. तो घरी आणायचा नाही का. मोबाईल्स म्हणा, त्या काळामध्ये उदाहरण द्यायचं झालं, तर Nokiaचा एक मोबाईल एन 73 म्हणून होता, खूप ॲडव्हान्स त्या काळामध्ये समजला जायचा. 2010 साली आणि त्या काळामध्ये काय म्हणजे फीचर फोन वगैरे, काय एवढे नव्हते आणि त्याचमध्ये कॅमेरा, फ्लॅश, मल्टीमीडिया जे बघतो ना, आपण Facebook, YouTube म्हणजे सगळं होतं त्यामध्ये. म्हणजे त्या व तेव्हापासून मला जे प्रेरणा मिळाली ना, टेक्नॉलॉजीचे पाहून गॅजेट्स वगैरे, माझा भाऊ जो आणायचा. मी म्हणेल, तोच एक स्रोत आहे मोठा, की हां, अ, त्याच्यामुळेच अ, त्याच्याकडे मी वर पाहतो की हां, याच्यासारखं मला बनायचं आहे.
बरं. अच्छा. वाह! हं. <chuckles> हो. हां. अच्छा. हो, हो. इतकं सोपं झालंय सगळं. हां. वाह! किती छान म्हणजे अ, खूपच अ, कौतुक करण्याची तर गोष्ट आहेच. पण तुम्ही इतकी ही गोष्ट शिकलात हेही अ, छान आहे म्हणजे एक उदाहरण आहे तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या समोर एक उदाहरण इतकं मोठं आणि इतकं जवळचं आहे, उदाहरण. पण अ, तुम्हाला असं वाटतं का की आजच्या सोशल मीडियाच्या युगात किंवा <coughs> एवढ्या फेक युगात आपण इतके हरवलो आहोत आणि कोण खरं कोण खोटं किंवा कोणाकडे बघून नक्की काय शिकायचं हे आजच्या तरुण पिढीला समजणं खूप अवघड आहे. तर त्यांच्यासाठी प्रेरणा टिकवणं थोडंसं अवघड झालंय असं वाटतं का तुम्हाला?
हां, मलाही असंच वाटतं कधी-कधी. हं, हं, हं. हं. हं. बरोबर. नक्कीच, अवघड झाले कारण की कसं आहे ऑनलाईनचा जमाना जसं तुम्ही सांगितलंत ना आता की ऑनलाईनचा जमाना झालाय आणि त्यामध्येही कसं आहे जे आपण काही पाहतो त्यावर डायरेक्ट ब्लाइंडली आपण ट्रस्ट नाही करू शकत. कारण की "दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं." असं ज अ, म्हणतो ना आपण. तर ते अगदी इथे लागू होतं, की जे ऑनलाईन ल लाईफ कोणी दाखवत आहेत की माझ्याकडे एवढे पैसे, अय्याश लाईफ दाखवतात अ, की ते खरं नसतं ना. म्हणजे जेवढं होईल तेवढं आपण काळजी घ्यायची मी न असं नाही म्हणणार, कारण की मी स्वतः टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फॅन आहे. हां, तर अ, टेक्नॉलॉजी मी म्हणेल की एक दुधारी तलवार आहे, नाही का. जसा आपण वापर करू शकतो तर त्याप्रमाणे अ, च आपल्यावर परिणाम होईल. म्हणजे माझंच उदाहरण द्यायचं झालं तर टेक्नॉलॉजीचा वापर मी कोडिंग वगैरे शिकण्यासाठी केला आणि आजकाल तर एआय वगैरे खूप आलेत. अ, नाही का. <sniffs> आणि YouTubeवर जर तुम्ही सर्च केले व्हिडिओज, तुम्ही YouTubeवर काय बघतात? आता काही जण टाईमपासचे फनी व्हिडिओ बघतील, रील्स वगैरे बघतील, डान्सचे ठुमका मार, धांगड-धिंगा जो असतो कंटेंट ते काय कामाचा. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी किंवा स्किल्स त्यामध्ये तुम्हाला काय आवडतात. तर मी काय केलं Androidचे ॲप्स वगैरे कसे डिझाइन करायचे ते पाहिलं. कोडिंग कशी करायची ते शिकलो. मग ते तुमच्यावर डिपेंड आहे म्हणेल मी दुसऱ्यांवर दोष देण्यापेक्षा. तुम्ही तुमच्या हातात शस्त्र जे भेटलंय, म्हणजे टेक्नॉलॉजीचं. ते तुम्ही तुमच्यासाठी म्हणजे स्वतःमध्ये पोटात मारून घेण्यासाठी करता की त्याचा दुसरा काही गैर अ, चांगला फायदा करून घेता तो तुमच्यावर आहे. हं.
बरोबर. अगदी. हं. बरोबर, बरोबर. बरोबर. अगदी. <chuckles> बरोबर. अगदी. फायदा करून घेत आहे. वाह, वाह! खरंच खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही आणि खूप महत्वाची गोष्ट बोललात. खास करून आजकालच्या किशोरवयीन मुला-मुलींकडे बघता अ, ते बरेच भरकटले जातात आणि त्यांनाही माहिती नसती समज नसते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आणि ह्यात एक जसं तुम्ही म्हटलात दुधारी अ, तलवार आहे ती सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेट म्हणा चांगल्या गोष्टीही करू शकतो आपण, घाणेरड्या गोष्टीही करू शकतो. पण त्यातही कधी-कधी असं होतं ना, की अ, पटकन एखाद्याला एक 5 मिनिटात स्वतःला आनंद देण्यासाठी किंवा उत्साहित होण्यासाठी. अ, तो कल त्या दि दिशेने जास्त चाललाय आजकाल आणि एक लाँगटर्म किंवा जास्त दीर्घकालीन प्रेरित राहण्यासाठी किंवा अ, मला काहीतरी दीर्घकालीन शिकायचं आहे माझ्या आयुष्यासाठी, याकडे लक्ष कोणीच देत नाहीये. तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला?
हं. बरोबर. तलवार. हं. नक्की, हं, हं. हां, हां. बरोबर. अ, त्यांना मी एवढंच सांगेल की आज जे काही तुमच्या मनामधून वाटते ना, मी तर एवढंच म्हणेल की स्वतःला तुम्ही जेवढं ओळखता ना, तेवढं तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही. म्हणजे तुम्हीच फक्त 10 मिनिटं बसून शांत डोकं ठेवून विचार केला ना, तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे, हेच तुम्ही विचारा फक्त 10 मिनिटं. तुम्हाला बरोबर तुम्हाला उत्तर भेटेल, पैसा पाहिजे की नोकरी पाहिजे की काय नेमकं पाहिजे. फक्त मी म्हणेल ते अशी लिस्ट बनवून ठेवा एक जे करून, ती लिस्ट अ, आणि फोटो वगैरे काढ आणि वॉलपेपरच ठेवून टाका नाही का, रोज-रोज आज पण आपण मोबाईल ओपन केला की दिसायला पाहिजे, आठवण यायला पाहिजे. मग त्यापासून आपल्याला प्रेरणा भेटते नाही का, हां, मला ही 5 चीजे करायची आहेत आणि टॉप प्रायोरिटीची म्हणजे हे पाहिजेच म्हणजे पाहिजे. जर पैसा नसेल हॉनेस्टली लिहा. पैसा माझी प्रायोरिटी आहे. मग पैसा घेण्यासाठी मला काय करावं लागेल, मग मी कन्सेप्ट सांगेल आ आणखीनही जर कन्फ्युजन हो होत असेल, अ, तर यामध्ये एक कन्सेप्ट होता जपानीच अ, त्याचं नाव मला नेमकं आठवत नाहीये. पण त्यामध्ये काही तकनीकमध्ये अ, असं म्हणजे खूप सारे आपले हॉबीज वगैरे असतात ना, तर त्या हॉबीजनुसार असे सर्कल काढायला लावतात. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, काय तुम्हाला आनंदी करतं. तर ते सेंटरला एक आपण कॉमन जे म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी कॉमन असतं. पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला जॉब पाहिजे बरोबर आणि स्किल मिळवण्यासाठी पण अ, म्हणजे अ, जॉब घेण्यासाठी काय पाहिजे, स्किल पाहिजे. तर असं कॉमन एक काय आपल्याला पाहिजे बेसिकली मूळ म्हणजे काय तर स्किल नाही का म्हणजे स्किल जर असेल, तर आपल्याला अं जॉब भेटेल, जॉब असला, तर पैसा भेटेल आहे का नाही, हं तर असा
वाह! <chuckles> छान, आयडिया आहे. बरं. अच्छा. अ, बरोबर. बरोबर. बरोबर. अगदी, अगदी आणि सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्याच आहेत. लिंक्ड आहेत कुठे ना कुठेतरी. जितकं आपण आपल्या आत जाऊ तितकं जास्त स्वतःला ओळखून अ, बरोबर पावलं घेऊ शकू. म्हणजे हे तुमचं सगळ्या गोष्टी ऐकून, तुमच्या भावाच्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाही प्रेरणा मिळाली. खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने सगळं सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार.
स्वतःला ओळखून घेऊ असं मी हं आणि हीच ती हीच आपली प्रेरणा आहे. धन्यवाद.